लाइक कशी अ‍ॅक्टिंग करता? <chuckles>
अ, अ‍ॅक्टिंग असं जसं घरात काही झालं ना, मग आता मला माहितीये की हि लोकं उचकलीयेत आणि मी खूप शब्द सोडून बसलोय. आता तर मला माफी भेटणार तर नाही, नाही का. हा कशी मागू? मग मी म्हणतो अ, डायरेक्ट अ‍ॅक्टिंग करतो थोडं, मॅटर शांत झाला दुसऱ्या दिवशी. "मला खरंच खूप वाईट वाटलं." नाही का. "काल मी ते केलं, खरंच अ, क्षमा असावी, मला खूप खेद आहे. मी आता घर सोडून चाललोय, मला इथं" म्हणतात ना, "रहावं असं वाटत नाही." कारण की मा "मी खूप" म्हणतात ना, "राक्षस आहे. मी एक नंबरचा, मला खूपच अ, स्वतःची मला, वाईट वाटतंय मला." असं जाणून-बुजून 2-3 थोबाडात मारून घ्यायच्या, थोड्याशा अ‍ॅक्टिंग धिस इज अ, परफेक्ट वे आणि त्यानंतर हलका जोरात नाही नाहीतर ला गाल लाल होतील आणि नाही, नाही हळू. आणि मग त्यात असं केलं ना, मग ते म्हणतात, "अरे नाही, नाही नाही, नाही, जाऊदे जाऊदे, अरे सॉरी बाबा, मी सॉरी म्हणते." म्हणतात "जाऊदे जाऊदे." आणि मग असं करून ते आपल्याला मनवायला लागतात, नाही का. बस एखादी बॅग घ्यायची, 2-4 कपडे टाकायचे आणि कोंबायचे आणि म्हणायचं "चाललो मी निघून." <chuckles> तर ती बेस्ट वे आहे घरच्यांना मनवायचं.
हां. हं, हं. ओके. हो. अरे वा! <chuckles> बापरे! अच्छा. बापरे! <chuckles> तेच विचारणार होते तुम्हाला, की जोरात मारता, की हळू मारता तुम्ही? <chuckles> हां, हां. <chuckles> अरे वा! बापरे! म्हणजे खरंच डेंजर आहे हे सगळं. <chuckles> पण असं उद्या आमच्यासोबत कोणी केलं, तर मग आम आम्हाला तर खरंच वाटेल हे असं काय, <chuckles> पण तो जर अ‍ॅक्टिंग करत असेल ना, तर काय करणार आम्ही?
<laughs> अ हां, हां. नाही, तसं काही नाही, अ‍ॅक्टिंग का करायची माहितीये का कारण की बघा, तुम्ही कितीही मानवायचा प्रयत्न केला ना, ते चिडलेले असतात. जसं की बहीण झाली, आई झाली, आजी झाली. ते एवढे चिडलेले असतात ना, ते आपल्याला माफ करणं शक्यच नाही. मग ते ट्रिक वापरावं लागणार हो. आता कधी-कधी काय होतं, रागात आपण ओरडून देतो की "तुम्हाला कळत नाही का? हा? किती वेळा सांगितलं, एकदा कळत नाही? हा? सारखं-सारखं डोकं खायला येतात माझं, गपचूप जाऊन बसा बाहेर." असं मी रागात बोलून टाकतो ना खूप काही-काही. मग ते अ, वाईट वाटतं नंतर कधी-कधी मला पण. रात्री झोप येत नाही. मग असं मी उपाशी झोपतो त्यावेळेस. जेव्हा पण राग येतो मला, काहीच खात नाही. रागात सगळ्याच गोष्टी बंद करून टाकतो आणि ती पण एक गोष्ट कामी येते, की जेवला नाही म्हणून ते मग मला फोर्स करणार "अरे, चल खाऊन घे ना, खाऊन घे ना." आणि तिथं तेव्हा माफी मागून घ्यायची, "नाही, नाही मला लाज वाटती माझी स्वतःची, अं, खरच, मला मुळं तुम्हाला किती त्रास होतोय. हां, तुम्हाला असं वाटत असेल ना, किती मोठा असा अ, कार्टा तुमच्या जन्माला आलाय पोटाला." नाही का. तर असं-तसं म्हटलं ना, ते इमोशनल होतात. नाही का आणि मग तेव्हाच माफी मागून घ्यायची. <chuckles> स्वतःला माफ करून घ्यायचं असं वाटतं मला. ते ईझी वे आहे माझ्यासाठी.
<chuckles> हां. बरोबर. हां. बरोबर. हो ना. <chuckles> बरोबर. बापरे! ओके. ओके. <chuckles> छान, छान. <chuckles> बापरे! हं, हं.

अ, नाही केलं. तिला म्हणतात ना, ते चान्सच पाहिजे होता. कारण की तिला गोष्टी हजम होत नव्हत्या. तिच्या मुलांपेक्षा मी खूप गोष्टी लवकर अचीव्ह केल्या आणि तिची मुलं एवढे शिकले, म्हणतातना ग्रॅज्युएशन केलं, परत अंडर ग्रॅज्युएशन केलं, काय-काय केलं अन् तरीसुद्धा ते कुठेतरी म्हणतात ना अ, एवढे पैसे घालूनसुद्धा अ, काहीतरी अ, कमी पगाराच्या नोकऱ्या करतात ते आणि मी थोडं शॉर्टकटमध्ये, कमी एज्युकेशनमध्ये जास्त लेव्हलवर गेलो, मॅनेजर झालो एका कंपनीमध्ये, पण ते तिला पटलं नाही, त्या गोष्टी. मग ते तिला राग होता कुठेतरी, मला असं वाटतं. बाकी माहीत नाही. जाऊदे मी माफी मागायचं माझ्याकडनं 2-3दा प्रयत्न केला. जेव्हा भेटली, तेव्हा सॉरी म्हंटलो. माझ्या आईला वाईट वाटत होतं म्हणून. शेवटी माझी आई म्हटली, "जाऊदे ती तशीच आहे लहानपणापासून. वाटेल तेव्हा येईल".
<chuckles> हं. ओके. अरे वाह! हं. ओके. हं, हं, हं. अरे वाह! <chuckles> म्हणजे कायमचं तुम्ही हे नातं कायम ठेवायचं तुम्ही ठरवलेत, पण अ, असा तसा एंड झाला की अंतरच तुम्ही घेतलंत, असं झालेलं आहे काहीसं.
हां, ते म्हणजे म्हणतात ना त्यांनी बा म्हणजे मुद्दामहून लोकांसमोर अपमान करणं, लक्ष न देणं, निघून जाणं, लग्नात मी तिला मी भर लग्नात माफी मागितली होती.
बापरे!
सगळ्या लोकांसमोर. तरीसुद्धा तिनी ते अ, मूळ वाकडा करून निघून गेली. मग मला ते जाऊदे म्हंटलं, आता एवढं करतीये, म्हणजे माझं असं आहे, की आई मरो मावशी वगैरे असतं.
ओके. हं, म्हणजे तुम्हाला ते काहीसं बरोबर, त्यामुळे तुम्हाला ते काहीसं चुकीचं वाटलं, लग्नामध्ये असं झालं त्याच्यामुळे.
पण हां, मला नव्हतं, माझं इंटेन्शन पण नव्हतं तिला असं बोलायचं. मला खरंच खूप वाईट वाटलं होतं, तिला असं नाही का. मला मला, मजाकमध्ये केलं ती असं चुकीचं घेईल, मला नव्हतं वाटलं आणि मग तिची मुलं पण तशीच वागायला लागली. मग मला पण म्हंटल, आता जाऊ दे मग, ह्यांना एवढं करूनसुद्धा, सगळं करूनसुद्धा अ, माझं मला अपमान कधीच सहन होत नाही खरं म्हणायला गेलं तर. माझी इज्जत माझ्यासाठी खूप मोठी आहे, पण मी तिकडं लग्नात मी सगळ्यांसमोर तिला माफी मागूनसुद्धा तिने असं केलं, मग जाऊदे म्हंटलं आता. माफी मागायची माझं हेच आहे राग श रागात शब्द सगळ्यांकडनं सुटतात. प्रयत्न करायचे, शक्यतो नातं टिकवायचाच प्रयत्न करायचा, कारण की काय आहे अ, नाती तोडणं सोपं आहे.
ओके. हं, हं, हं. बरोबर. ओके. हं, हं, हं. हं.
पण जोडणं थोडं अवघड जातं.
पण ती ऐकत नाही बरोबर आणि मग असं कधी झालंय का रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणजे तुम्ही पुढच्या वेळेस, जेव्हा असे काही प्रसंग जे तुम्ही सांगितलेत, ते टाळण्यासाठी तुम्ही स्वतःला असं काय आठवण करून देता असं, काय सांगाल इथे?
मी आता आहे ना त्यांच्याशी वादच घालत नाही. गपचूप निघून जातो.
अरे वाह! खूप छान. म्हणजे कमी बोलल्यामुळेच तुमचे सगळे अ, आहेत प्रॉब्लेम्स ते मला तर वाटतंय तुम्ही कम रागाचे प्रॉब्लेम्स सगळे दूर झालेत, असं तुम्ही म्हणू शकता. हं, हं.
हां. हो, हो, हो, मग हो, माझा इगो हार्ट झाला ना, मी मस्तपैकी स्माईल देतो, घरी येतो आणि कुठेतरी भिंतीवर अशी जोरात बुखी मारतो किंवा काहीतरी म्हणतात ना असं अ, काहीतरी राग कुठेतरी दुसरीकडेच काढतो, <chuckles> त्यांच्यावर नाही काढत.
हं, हं, हं. बापरे! पण त्यामुळे तुम्हाला त्रास होणार ना या गोष्टींमुळे.
नाही. माझा हात खूप मजबूत झालेला आहे त्याच्यामुळे. <giggles>
ओके, ओके. अरे वाह! खरंच क अ, म्हणजे खरंच खूप मजा आली तुम्ही क कसा राग हँडल करता एकदम चांगल्या प्रकारे. तुम्ही स्वतः देखील लोड घेत नाही आणि दुसऱ्यांनादेखील काही वेळाने लोड देत नाही, असं काहीसं वाटतंय आणि खरंच अ, मजा आली तुमचे सगळे अनुभव ऐकून आणि खरंच खूप छान वाटलं तुमची जी अ, राग कमी करण्याची टेकनिकदेखील एकदम मस्त वाटली. तर नक्कीच आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.
हो, हो, हो. अ, हो, हो, हो. मलासुद्धा. <chuckles> हो, हो, हो. नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.